हां. सर्वप्रथम कसं आहे ना, सकारात्मक विचारसरणी बघा. ही मजबुतीची पहिली पायरी आहे बरोबर, पॉझिटिव्ह विचार करणे. पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाहीये ना. पण मग नकारात्मक परिस्थितीही चांगला मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला ना आपण, तर मन आपलं बळकट राहतं. आणि हे माझ्यासोबतच का घडतंय, हे असंच का होतंय, मीच याला अ, म्हणजे कारणीभूत आहे का, देव माझ्यासोबतच असं सगळं का करतो? असे प्रश्न विचारण्याऐवजीं ना, यातून मी काय शिकू शकतो, हे माझ्यासोबत झालंय तर हे माझं पॉवर वाढवायला आलंय. असा जर विचार केला ना, तर मानसिक ताकद वाढेल. आणि डेली रूटीनचं म्हणाल तरच ना, सकाळी जसं आपण उठतो रेग्युलर. सगळ्यांचा असतो रुटीन उठलं की अ, कोणी आहे व्यायाम करतात, कोणी नाही करत डायरेक्ट किचनमध्ये जाणार. आपलं अ, मुलांचा टिफिन आहे ते बनवणार, नवऱ्याचा डब्बा बनवणार, ते झालं का ते कामाला गेल्यावर टीव्ही बघत बसणार. हे रटाळवाणं जे, <tsk> दैनंदिन रुटीन आहे. तर मला काय वाटतं` पॉझिटिव्ह आणि फोकस्ड जसं की मी ही सकाळी उठली ना, एक 5 मिनिटं ना, मी कोणाशीच बोलत नाही.
हं, हं. अच्छा. हं, हं, हं. बरोबर आहे हं. ओके. हां. हं, हं. बरोबर आहे ना. हं, हं. अच्छा. अरे वाह, वाह! हं, हं. बरोबर. हं. हं. हं, हं. ओके. हं.
मी 5 मिनिटं खरं सांगते. मी 5 मिनिटं <chuckles> शांत बसून घेते. हे कशासाठी, आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात ना, जे आपलं सबकॉन्शियस माइंड असतं, त्याच्यामध्ये जे विचार असतात ना, तर ते आदल्या दिवशीचे आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी आणि आज काय करायचंय या गोष्टी पटापट येतात. असं नाही की तुम्ही आता अ, काय म्हणतात अ, सांगताय डोक्याला, की ये येऊदे बाबा माझ्याकडे विचार, असं नाही. ते आपोआप येतात. मग तो फ्लो थांबवण्यासाठी 5 मिनिटं माझ्या डोक्याला, माझ्या मेंदूला शांतता तर हवी आहे. म्हणून 5 मिनिटं ते शांत बसायचा आणि त्याच्यानंतर मग अ, मी ध्यान करते. डेली जे आहे ते 15 मिनिटं ध्यानासाठी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग माझा तो सकाळचा चहा असतो. तो ठेवायला मी किचनमध्ये जाते.
अच्छा. असं का बरं? अच्छा. हां, हां. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. बरोबर आहे. आपोआप. बरोबर. हं, हं. अच्छा! हं, हं. अच्छा.